हो. ज्या हो, अगदीच, अगदीच. मला ते सांगायला खूप आवडेल की ज्यावेळेस म्हण मोठाले सण असतात, जसे दिवाळी झाला, दसरा झाला आणि कोणाचं अ, तर आम्ही म्हणतो, कोणाचं लग्न पण असलं आणि त्याची पूर्वतयारीसाठी आपण त्या ठिकाणी जातो, त्यावेळेसही आम्ही कुटुंब म्हणून किंवा एकत्र म्हणून जेवतो. तर त्यावेळेसची मजा आहे ना, काही वेगळीच असते, बरं का. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की दिवाळीमध्ये सगळीकडे आनंदी, आनंद असतो आणि सगळे लोक आनंदाने त्यांचं अ, सण साजरा करत असतात. आणि हं.
आणि त्या गप्पा रंगतात. हं. हं. हो ना. हो ना. आणि आपल्याकडे दिवाळीतली देवाण-घेवाण असते, नाही का? फराळ घेऊन जायचं आणि <chuckles>
हो, हो. हो, हो. अगदीच, अगदीच. <chuckles> अ, खूप छान. तर ती देवाण-घेवाण आपण करतो हां, सांगा.
हो ना. नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मग दिवाळीमध्ये बघा, बऱ्याचशा लोकांची अशी संकल्पना असते की मस्त मित्रांना भेटायचं आणि फ फटाके वगैरे उडवायचे. असे काही मित्रांसोबतचे किस्से सांगाल का?
हं, हं. हो. हं. हो, अगदी मी तुम्हाला एका पहिल्यांदा कुटुंबाचा किस्सा सांगतो आणि मग मित्रांचा किस्सा सांगतो. अ, हो. तर दिवाळीमध्ये जे करतो ना, आम्ही दिवाळीमध्ये सहसा, म्हणजे एक सुट्ट्याचा स्प्रेड असतो आणि वातावरणही खूप छान असतं, की हिवाळ्याचं वातावरण त्या ठिकाणी असतं आणि संध्याकाळचं जेवण. आणि आम्ही पाहतो की दिवाळी करत असताना आपण फटाके वगैरे उडवतो आणि त्या फटाक्याच्या नंतर एक अ, आपण जेवणासाठी बसतो. लक्ष्मी पूजन वगैरे सर्व गोष्टी झालेल्या असतात पूर्वीच. आणि नवीन कपडे आणि नंतर अ, त्या दिवाळीतली मजा आम्ही विसरू नाही शकत अगदी. आम्ही पाहतो की हो, हो, आणि आम्ही काही ते नवीन कपडेही घातलेले असतात. ते काही कपडे बदलत नाही. आम्ही तेच कपडे घालून बसतो जेवायला सर्वजण. आणि सर्वजण सजलेलं असतं किंवा चांगले कपडे असतात आणि एकदम आनंदात असतो आणि त्याच्यासोबत तो जेवणाचा गोडवा. ह्या सर्व गोष्टी म्हणजे गोड जेवण जास्त असतं लाडू, करंज्या, अजून अ, चिवडा, अजून अ, खीर, अ, पुरणपोळी जी महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे आणि त्या मग नंतर होणारे गप्पा आणि त्याला तर म्हणजे अप्रतिमता येते त्या गोष्टीमुळं. तर आम्ही काय करतो त्यावेळेस अ, थोडंफार, म्हणजे 9:00च्या नंतर बसण्याचा प्रयत्न करतो आणि ते आमचं जेवण आम्हाला नेहमी आठवतं दिवाळीचं जेवण हे 11:00पर्यन्त चालतं आमचं. <chuckles> मग त्याच्यामध्ये <chuckles>
बरं, बरं. बरोबर. हं. बरोबर. हो. वाह! वाह! दिवाळीचा तर थाटच वेगळा नाही? हं, हं. हं. हं, हं. वाह, वाह! वाह, वाह! <laughs> किती सुंदर! आणि पण खरंच तुम्ही म्हणालात की दिवाळीचं जेवण हे खास असतं, नाही का? आपल्या ज्या पारंपरिक अ, खाद्य परंपरा आहेत, मग पुरणपोळी म्हणाल अ, असाल किंवा काही-काही लोकांच्या घरी पुरी-भाजी वगैरे आणि गोडाचं काही ना काहीतरी श्रीखंड, करंज्या किती छान बेत असतो, नाही?
मग आम्ही हं, हं. हो. हो, हो. हो. हं, हं. हं, हं. एकदम म्हणजे छान हं. बोला.
मग अशा अ मग गप्पा कोणत्या-कोणत्या रंगतात, की सिन सिनेमांबद्दल, गाण्यांबद्दल, जुनी-जुनी शाळांचे काही गप्पा काय रंगतात?